अगदी बरोबर. पण असा जेव्हा अडचण येते, जेव्हा ट्रेन किंवा बस अशी अडचणीत थांबते, अडचणीच्या जागेवर, तेव्हा जास्तीत-जास्त जे लहान मुलं किंवा ज्येष्ठ माणसं असतात, त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतं ह्या गोष्टींना एक्सेप्ट करणं आणि त्यांच्यामध्ये एडजस्ट होणं. मग अशा बाबतीत काय करावं? त्यांना कसं काय सजेस्ट करावं? कसे ते शांत राहतील ?किंवा काही गेम्स किंवा अजून काही प्रकार आहेत का की त्यांना शांत ठेवण्यासाठी? काय म्हणता तुम्ही?
अ, नक्कीच.अशा वेळेस आहे ना लहान मुलं, आणि जेव्हा ज्येष्ठ आपल्यासोबत असतात ना तर तेव्हा आपण नेहमी एक खा एक जे आहे ना आपण खात्री बाळगली पाहिजे की प्रवास आहे, काही ना काही होतं. वेळ म्हणा, काही म्हणा, तर आपण शक्यतो जे आहे, लहान मुलांना कसं खेळणी-विळणी आवडतात खेळायला तर त्यांना थोडंसं खेळण्या-खेळण्यांमधून थोडंसं एंटरटेनमेंट होतं तर छोटी-मोठी खेळणी म्हणा किंवा मग अ, काही पजल गेम्स म्हणले जातील, किंवा मग एखादे अ, गोष्टीचं पुस्तक किंवा ड्रॉईंग मुलांना ड्रॉईंग करायला आवडत असेल तर असे मग अ, ड्रॉईंग ड्रॉइंग बुक्स आपण सोबत घेऊ शकतो.
हो. हां. हां. म्हणजे ते बरोबरच घेऊन चला. की जेणेकरून, जर असे प्रसंग आला तर ते वापरता येतील मुलांसाठी पण ज्येष्ठांसाठी काय करावं?
<swallows> हो नक्कीच. हो त्यांना आता ज्येष्ठांच कसं असतं ना की त्यांना काय एंटरटेन करत त्यांना एंटरटेनमेंट पेक्षा काय आहे ना त्यांना अ, त्यांची प्रकृती सांभाळणं फार महत्त्वाची असतेच.
हो, ते तर खूप महत्वाचं असतं. पथ्य असतं बऱ्याच वेळेला, काही लोकांना ब्लॅडर इश्यू असतात, काही लोकांना हंगर हंगर इश्यू असतात म्हणजे दर 2 तासांनी डायबिटिक पेशंट जे आहेत त्यांना दर 2 तासांनी खाल्लंच पाहिजे असा प्रकार असतो. मग त्यांच्यासाठी काय सजेस्ट कराल?
तर आ भरपूर काही विश्वास आहे. बरोबर, नक्कीच. खायलाच पाहिजे. त्यांच्यासाठी असं आहे ना, की त्यांचे आपल्याला जे आहे त्यांचे मेडिकल प्रॉब्लेम्सअगर माहिती असेल तर त्या हिशोबाने त्यांच्या गोळ्या-औषधे आपण सोबत ठेवा. फर्स्ट एड किट सोबत ठेवा आणि त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी बऱ्याच वेळा काय होतं ना, त्यांना नाही बसल्या जात एकाच वेळी किंवा कंबरदुखीचा त्रास म्हणा हां तर मग ते, आपण जे आहे
हम्म. बरोबर. हो ना.